अ, अ, भा भावानी कुठूनतरी माहिती काढली होती, की वेगळा आहे, त्यात स्त्रिया सगळ्या आहेत वगैरे. म्हणजे तुम्ही तिघींनी तरी चला. म्हणजे मी 2 मी, माझी बहीण आणि आई. तो हट्टाने केलेलं. मग बाबा काय नेहमी रेडीच असतात. <chuckles> हां, मग ते हौशी आहेत. हो, म्हणजे अजूनही ते अ, खूप नाटकांना जातात वगैरे. म्हणजे एकटे पण जातात. किती वेळा असं पण आहे. त्यांना पण आवड आहे त्यांना. पण आई असं जात नाही ना, जास्त करून. मग तिला आम्ही जरा मनवून वगैरे, "जाऊया ना, जाऊया ना. वेगळा पिक्चर आहे. स्त्रियांचा स्पेशल आहे वगैरे, वगैरे आणि आपण एकदा नाटकाला मज्जा करून आलोय, तशीच मज्जा करून येऊया," वगैरे. मग यावेळेला जरा म्हणवायला सोपं झालं. म्हणजे पहिल्यांदा एक असतं ना, नाटकाला जरा मग 1st टाईम जरा वेळ गेलेला, पण इथे लगेच अ, अ, हे झालं होतं. तयारी झाली होती. जाम, म्हणजे तेव्हा पण मग थिएटर जरा वेगळं असतं ना, मग तिच्यात वरती, खालती आणि थोडा अंधार असा. म्हणजे ते मग आम्हाला वरच्या सीट्स वगैरे मिळाले. हां, तो एक वेगळा अनुभव होता. एकत्र जागा एकत्र मिळाली दोन्ही टाईमला म्हणून मज्जा आली. एकत्र म्हणजे खाऊन, मजा करत आपण म्हणतो ना, खाता-पितामध्ये ब्रेकमध्ये वगैरे, पण ती पण एक मजा होती. आणि पिक्चर वगैरे झाला एकदम सस्पेन्स एंड वगैरे. असा जो एंड वगैरे तुम्हाला तर तुम्ही बघाच, पण एक मस्त ट्विस्ट वगैरे आहे त्याच्यामध्ये एंडला. त्याच्यानंतर पण घरात मग तेच आठवडाभर वगैरे तर
हं. हां, अच्छा. हं. हां. <chuckles> अरे वाह! बाबा अ, खूप अ, हौशी अ, आहेत म्हणजे. हं. अरे हां. हं, हं, हं. छान, छा हां. हां, हां. हं. हां. चन हो, हो, हो. अच्छा. हं. हां, हां, हां. हो. वेगळेच अनुभव असतात ते तर. हं. हां. हां, हां, हां, हां, हां. हं. हां. हां, हां. अच्छा. आठवड्याभर. <chuckles>
अ, म्हणजे एकदम त्याच "काय ती होती शेवटपर्यंत ते कळलंच नाही," वगैरे असं म्हणतो ना. एक, त्याच गोष्टी. मग दोन्ही ह्याच्यामध्ये मग नंतर असं नाही, की लगेच आलो, की खाऊन-पिऊन मग नंतर त्या दिवशी आम्ही रेस्टॉरंटमध्ये पण गेलो होतो. अ, आणि एकत्र आम्ही कधीच बाहेर पडलो नाही, म्हणून रेस्टॉरंटचा प्रसंग पण दोन्ही वेळेला अ, 1st टाईमच होता एकत्रच. हां.
<chuckles> हां, हां, हां. हं. हां. हं. अच्छा. म्हणजे ते तुम्ही जेवण्यासाठीही बाहेर नाही गेलात का?
हं.

नाही, नाही. ही खरंच मनातच आहे ही आठवण जी मजा जी हास्य. जे म्हणतो ना, खळखळून हसलो होतो आम्ही नाटकाला तर म्हणजे पिक्चरमध्ये काय एवढं सीरियस पिक्चर होता जरासा तो एक अ, मिस्ट्री पिक्चर होता, पण अ, नाटकानंतर तर आम्ही एवढं हसलो होतो ना, म्हणजे हं तेव्हा पण खदखदून हसलो होतो. आणि घरी जाऊन तर किती जोक्स तेच-तेच. आणि मस्करीमध्ये पण ते रिपीट करतो ना आपण मिमिक करतो. ते पण भरपूर केलेलं होतं. <chuckles>
हां. हां. हां, हां, हां, हां. अच्छा. <chuckles> हां. हां, मुदन हां, बरोबर. हां. मग तुम्ही हे किस्से तुमच्या पुढच्या पिढीला सांगता की नाही?
हो. पुढच्या पिढींना मला असं वाटतं लिहूनच ठेवावं लागेल हो, आत्ताच्या पिढीनं आम्हाला अ, म्हणजे अजून कुठली पिढी आली नाहीये, पण जेव्हा येईल त्याच्यासाठी लिहून ठेवावी लागेल. <chuckles> हं.
म्हणजे आताचे, आताचे. <chuckles> हं. अच्छा. <laughs> नाही, पण मग अ, जरी आली नसेल, तरी आपलं असतं ना, की इतर जी लहान मुलं आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांना आपण मस्त गोष्ट रंगवून-रंगवून सांगतो ना की बघा आमच्या वेळेला हे असे किस्से घडले होते. हां.
हं. त्यांना खरंच वाटणार नाही, त्यांना खरंच वाटणार नाही की आम्ही कधी एकत्र पिक्चर बघितला नाही, या 7वी, 8वी पर्यंत म्हणजे आजकाल आपण एवढं पुढे गेलो, की येतो ना टॉगेथ म्हणजे गेट टूगेदर असतो, जातो-येतो हो. मग त्यावेळचं तेवढं कल्चर तसं नव्हतं, म्हणून म्हणजे एक घरी खायचं, घरी एकत्र आमच्या घरी जेवायला भरपूर जण यायची. म्हणजे असं नाही की आम्ही मजा नाही केली, पण आमचं सगळं घरगुती भरपूर होतं हो, हो. ते ते आमच्या आईचं जेवण एवढं मस्त होतं ना, की कुठलाही उत्सव वगैरे काही असेल ना, तर अ, दोन दो म्हणजे छोटंसं घर, त्यात 2-3 पंगती उठायच्या नॉर्मल ह्याच्यामध्ये पण, हां, हो. म्हणजे मस्त-मस्त झालंय, म्हणजे तसं नाही.
हां. हो ना. आता सर्रास चालतं असं. हं. हां. घरगुती होतं सगळं, हां. हं, हं, हं. हां. अरे बापरे! हां? वाह! फारच छान आहे! खरंच खूप छान, म्हणजे माहिती दिलीत किंवा तुमचे किस्से दोनही छान होते, एक तर नाटकाचा किस्सा सही रे सही आणि दुसरा तो बिनधास्त मूव्हीचा किस्सा. खरंच खूप छान वाटलं बोल बोलून तुमच्याशी. तुमच्या बरोबरचे जे किस्से ऐकून ना असे अ, माझ्याही डोळ्यासमोरून ते क्षण गेले की कसं तुम्ही अनुभवलं असेल ते. <chuckles> खूप मस्त वाटतं तुमच्याशी बोलून.
हं. बिंदास हो. हो, <chuckles> मलाही तुमच्याशी हा आनंद शेअर करून परत त्या अ, गोष्टींमध्ये जाऊन खूप खूप बरं वाटलं.
हो ना. हं, तेच खरंच हो. तुमचेही खूप खूप आभार आणि नक्की मला पुन्हा बोलायला तुमच्याशी आवडेल असेच किस्से आपण एकमेकांशी शेअर करूया. खरंच धन्यवाद. हं.
धन्यवाद. हं. हो, हो. नक्की, नक्की.

आपलं दादरमध्ये बघा, एक नाट्यगृह आहे, प्रसिद्ध आहे प्लाझाजवळ, हां.
अच्छा! हं. हां, हां, हां. ओके.
हां, तिथे अ, आपली मराठी नाटकं भरपूर होतात, आ, छान-छान! तर तेव्हा आम्हाला त्याचं तिकीटही बाबांनी खूप आधी आणून ठेवलं होतं आणि एक रविवार आम्ही असा ठरवून, छानपैकी गेलो होतो. आम्हाला पण माहीत नाही, आम्ही पण पहिल्यांदा अ, नाट्यगृहामध्ये म्हणजे आम्ही पण कधी अ, पिक्चरला वगैरे असं गेलो नव्हतो जास्त, तर आम्हाला पण माहीत नव्हतं तेवढं आणि नाट्यगृह तर फर्स्ट टाइम. अ, एकदम वेगळं वाटलं कारण की अ, खरोखरचे कलाकार असतात ना, आपण पिक्चर वगैरे टीव्हीवरती बघतो हां, तर सगळं हे असतं, सगळं रो रेकॉर्डेड असतं. हे एकदम लाईव्हमध्ये तो पहिला अनुभव आणि पिक्चर पण एवढा कॉमेडी होता ना, तुम्हाला माहितीच आहे ना तो "सही रे सही" मध्ये कसा तो भरत जाधव एकच र एकच व्यक्ती तीन तीन रोल करतोय, आम्हाला ते डोळे म्हणतो ना अख्खा स्टेज असा भरून, इकडून तिकडे, तिकडून इकडे अरे, हा उड्या कसा मारतोय? म्हणजे टी टीव्हीवरती कळतं आपल्याला की ते काहीतरी इफेक्ट्स वगैरे, स्पेशल इफेक्ट्स वगैरे असेल.
हं. हां. अच्छा! वाह! हं. हां, हं. हां. हां ना, हो. टीव्हीवर बघतो. हो ना तेच. हं. हां, हां, हां. अह, अरे वाह, वाह! हां. हो, हो, हो. हां. हां. <laughs> आई गं! हं. हां, हां.
हे तर रे रेकॉर्डिंग नाहीये, खरोखरचा तो इकडून तिकडे किती पळतोय तो आणि तेवढ्याच एनर्जीने आणि किती लगेच रोल चेंज करून वगैरे, एवढं आम्ही हसलो ना, एवढी धमाल आली, एवढं हसत-हसतचं घरी गेलो नंतर, म्हणजे अ
<chuckles> हं. अरे वाह! हं. मग कसा होता काय किंवा त्या क्षणाला तुम्हाला काय वाटलं किंवा काय घडत होतं? आता ते जसं सांगतायत म्हणा की अ, अ, तुम्ही जसं म्हटलत की खूप कॉमेडी होतं ते ते इकडून तिकडे नुसते अ, जात होते, त्यामुळे खूप हसायला येत होतं, तर तुमच्या घरातले सगळेच मनमुराद हसत होते का हो? कसे क्षण घालवले तुम्ही तेव्हा?
हां, हां. हो. हो, तेच म्हणजे आईला एवढं आम्ही मनवून गेलेलो ना, असं वाटलं होतं की आई एन्जॉय करेल का नाही? पण आ आईचंच मराठी आमच्यापेक्षा बेटर होतं, तर तीच तीच काही-काही गोष्टी आम्हाला नंतर सांगत होती, ह्याचा अर्थ असा, त्याचा अर्थ तसा. तर तेवढं नाही आठवत खरं, खूप टाईम झाला, पण खूप मजा आली. आणि आईनीच म्हणजे आम्ही खूप गंमत केलेली म्हणजे मला आम्हाला एवढं आठवतंय, म्हणजे गोष्ट थोडी पुसट आठवतीय, अ, कलाकार तर भारीच होते आपले भरत जाधव आणि ते 3 म्हणजे वेगवेगळे नाटक केले होते. ते एक छोट्या ह्याचं एक ते आं, हवेतच लिहित होतं वगैरे, असं वेगवेगळे छान त्यांनी 3 वेगळे रोल केले होते मला वाटतं, ते होतं. पण घरी आल्यावर आम्ही एवढं हसलो होतो ना, ते तेच-तेच आठवून, ते जवळपास आठवडाभर अ, त्याच गोष्टी आम्ही रिपीट करत होतो, एवढं हसत होतो त्याच गोष्टीवरून ना, जाम हसलो होतो.
हं. हां. हां ना. <chuckles> वाह! <chuckles> हं. हां. हं. अरे वाह! हं. हां. हं. <chuckles> <chuckles> हो. खूप खूप आठवणीत र राहिला का तो किस्सा? म्हणजे असं एकदमच. आणि अजून काही घडलं की हे एवढंच होतं की पहिल्यांदा गेला होतात तुम्ही सगळी जण एकत्र बघायला, म्हणून तुम्हाला एवढा खूप आनंद झाला?

पहिल्यांदा गेलो होतो, तर आहेच मेन पॉइंट सगळ्यांबरोबर, अ, म्हणजे आई-बाबा वगैरे पण आले. आम्ही नंतर भावंड वगैरे गेलो होतो, असा कार्टून मूव्ही वगैरे बघायला. पण असं पूर्ण फॅमिली म्हणतो ना, पूर्ण कुटुंब एकत्र असं पहिल्यांदा गेलो होतो. मग आम्हाला ती आठवण एवढी आवडली ना, म्हणजे अ, की म्हणजे भावाची सुट्टी म्हणजे एक बोलली ना आधी त्याचं 10वी-12वी मुळे तसा काही असा वेळच नाही आला. तर आता नाटक झालं.
हां, हां, हां. हं. हां. हं. अरे वा! हां. हं. हां.
मग आम्ही असं ठरवलं, की एक पिक्चर पण होऊन जाऊद्या. आपण प्लाझाला कधी गेलो आपण ते प्लाझाचं आम्ही शाळेत वगैरे जाताना आम्हाला प्लाझामध्ये लागायचं. आम्ही त्यांना सांगाय अ, म्हणजे ते कसे अ, होते ना असे अ, मोठमोठे आकृत्या आहेत आणि वरती केलं, तर त्याज्यावरती आम्ही जोक पण मारायचं, की त्याला गुदगुल्या केल्या, तर थिएटर पडेल, असं म्हणजे गंमत-गंमतमध्ये आम्ही शाळेत वगैरे बोलायचो. पण प्लाझाच्या आतमध्ये आम्ही कधीच गेलो नव्हतो. एवढा जाता-येता बाजाराला वगैरे जाताना, फुल मार्केटमध्ये जाताना किती वेळा ते मध्ये लागतं. पण असं त्याच्यात आतमध्ये जाऊन कधी आपण गेलोच नव्हतो. हां, हां. मग आम्ही असं अ, ठरवलं, की एक अ, झालं नाटक, एक फॅमिली पिक्चर झाला पाहिजे. मग तेव्हा एक अ, मस्त पिक्चर अ, सांग रे हे केला होता. आपला बिनधास्त म्हणून पिक्चर होता आणि त्यात सगळे जण अ, मेन कॅरेक्टर्स जे पण आहेत, त्या सगळ्या स्त्रिया होत्या. म्हणजे
हं. अरे! <laughs> हां. हं. हां. हं. हां. अ, हां. हो. नाही. अनुभव नाही केलेला. हं, हं, हं. हां. <chuckles> हं. अच्छा. हं.
एक त्याच्यात सस्पेन्स होता, एकाचा मर्डर होतो. तो तीच एक व्यक्ती पुरुष होती. बाकी सगळे म्हणजे व्हिक्टिम पासून पोलिस पासून स् ते स्त्रिया होत्या मेन कलाकार, असे होतं आणि एक छान प्लॉट होता. आणि मग तो सुद्धा आम्ही असाच प्लॅन केला होता फॅमिलीचा, अं, तेव्हापण आई म्हणजे नाहीच ते
अच्छा. हं. अरे बाप रे! हां. हां. हं. मग ते ते कसं म्हणजे ते त्याचीही एडव्हर्टाइज वगैरे बघून गेलेलात का तुम्ही? की म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला असं वाटलं, की बाबा हां, हे आपण सगळे एकत्र मिळून बघू शकतो हा पिक्चर?
नाही ते

अ, नाही म्हणजे अ, आम्ही जनरली बाहेरचं खातच नाही आधीपासून एक सवय होती घरचंच खायचं आणि बाहेरून खायचं असेल तर आम्ही ते पार्सल वगैरे आपण छोटसं कधीतरी अ, घरी जेवण नाही बनवलं तर म्हणजे नीड बेसिस म्हणजे असं हौशेने कधी असं अ, म्हणजे घरची खायची खूप सवय होती, घरात म्हणजे बस तेवढं इनफ आहे, असं म्हणजे आधी चटर-पटर ची एवढी
हां. अच्छा बाहेरून मागवतो हां. हां, हां. हां, हां, हां, हां, हां, हां. अच्छा. म्हणजे हे कशा कशामुळे की घरातली शिस्त आहे म्हणा किंवा अ, हं, हं, हं.
हां, शिस्त हो, हो. जसं तुम्हाला म्हटली ना ते आधी गावा अ, याच्यातूनच आले होते आणि म्हणजे चपात्या 4-4 खाऊ असं म्हणजे पोट भरून मोठं म्हणजे भरपूर जेवू, घरचं जेवू आईचं जेवण छान आहे म्हणजे त्यात काही मग त्यानंतर असं कधीतरी त्यांनी काही स्नॅक्स वगैरे आणलं तर ठीक आहे तसं, पण असं बाहेर जाऊन पिक्चर बघायचं किंवा बाहेर जाऊन रेस्टॉरंटमध्ये खायचं अशी एवढी जास्त सवय नव्हती आम्हाला. म्हणून ते एक अ, आणि तसं पण मी म्हंटले ना आधी एक वेगळं कारण असेल, पण नंतरमध्ये भावाचं आपलं 10वी 12वी च्या परीक्षा किती महत्वाची असतात माहितीये ना? हो आणि भाऊ मग एकदा त्यातून गेला तर तरी पण आम्ही पण लहानच होतो म्हणजे अ, शाळेतच होतो, अंदाजे 7वी 8वी ला वगैरे असेल त्यावेळेची गोष्ट आहे म्हणजे तेवढं मला आठवत पण नाहीये ती गोष्ट मी हां एवढं आधीची गोष्ट आहे तेव्हा. हां. तेव्हा मग रेस्टॉरंटमध्ये गेलेलो, पहिल्यांदा मी मसाला डोसा खाल्ला होता. <laughs> हो अ, आणि घरी जे आ आई डोसा वगैरे बनवते ते कसे छोटे असतात ना, आपल्याला खाता येतील एवढे ते हॉटेलमधले एवढे मोठे-मोठे रोल केलेले अरे ताटाच्या बाहेर आहे मी खाऊ कशी? तोडू कशी? मग आई ते तोडून देत होती. लहान होतो ना 7वी 8वी ती गंमतच वाढत होती थोडीशी वगैरे, नंतर मग आईस्क्रीम खात-खात घरी. <chuckles>
हं. हां, हां, हां, हां. अरे वाह! हां. अच्छा. हं. हो ना तेच तर बरोबर हं. हां, हां. हं. बापरे! हां, हां. मग तुम्ही आता हां. आई ग! मग तुम्हाला खूपच वेगळं वाटलं असेल ना, अनुभव ते वेगळेच असतील. हां, हां. मोठे. <laughs> हां ना. हां बरोबर. हं, हं, हं. हां अरे वाह! मस्तच मग तुमचे हे एवढे आठवणीचे किस्से आहेत तुम्हाला किती महत्वाचं वाटत, की ते जपून ठेवावे किंवा तुम्ही असे काही फोटोग्राफ्स म्हणा त्यावेळेचे असे काही ठेवले आहेत का की पुढच्या आत्ताच्या पुढच्या पिढींना सांगायला?
नाही तेव्हा नव्हते, नाही.